हां. छान. नाही माझं असं आहे, की म्हणजे ते गाणं आहे तसं पेहेला नशा, पेहेला खुमार. मग ते गाणं ऐकल्यानंतर तुला कसं वाटलं होतं एक्झाक्टली? काय प्रतिक्रिया होती की अ, वॉव! बट वॉव! काय सुंदर गाणं आहे. काय काय काय फीलिंग काय आली होती त्या क्षणाला?
हां. अ, बरेच थोडे मस्ती-मस्तीच्यामध्ये ते एखादा पहिला "पेहेला नशा" कसा जरा सॉफ्ट आणि स्वीट होतं ना, म्हणजे असं मृदू वगैरे आणि एकदम अ, छान वाटत होतं ऐकायला. म्हणजे नया प्यारे है, नया इंतजार. त्याच्यामध्ये ती हिरोईनसाठी बोलत असेल, पण आपण आपलं प्रत्येक गोष्टीसाठी वापरू शकत होतो ना. प्रत्येक आशा, आकांक्षा जे काय आहे त्यासाठी ते गाणं रिलेट करता येत होतं मला. म्हणजे हां, त्यामुळे छान वाटत होतं ते गाणं. आपलं जे पॅशन असतं त्याला ते अ, बरोबर घेऊन जात होतं असा टाइपचं ते गाणं होतं.
हां. हां. हो. हो. क्या बात है! स्वीट व्हॉईस. हां, हां, हां. अगदी. अगदी बरोबर, अगदी बरोबर. क्या बात है! हाऊ स्वीट! <chuckles> रिअली-रिअली, अगदी बरोबर आहे. मग आता तुझ्या मित्रांबद्दल असं म्हणजे अ आपल्या आपल्याला आपल्या मित्रांबद्दल सगळं माहिती असतं बरोबर की नाही. मग तुझे मित्र साधारण प्रम पणे कोणत्या प्रकारची म्युझिक असे सजेस्ट करतात ऐकायला, प्रेफर करतात की हां हेच म्युझिक ऐकायचं की नाही हे म्युझिक नाही ऐकायचं असं काय असं डिस्कशन होतं?
हं, हं. अ, माझ्या मैत्रिणी थोड्याफार अ, मस्तीखोर अ, होत्या. म्हणजे त्यांना असं नाच गाणी म्हणजे कलेमध्ये पण होते, डान्समध्ये पण होत्या. म्हणजे भरतनाट्यम वगैरे ह्याच्यामध्ये पण होत्या आणि एक मैत्रीण माझी अ, क्लासिकल सिंगर आहे हे नंतर कळलं. अ, तर त्यामुळे म्हणजे थोडेसे जे बीटवाले गाणे आहेत ना, म्हणजे ज्याच्यावरती नाचता येतं. म्हणजे आता "पेहेला नशा पेहेला खुमावर" एवढं काय नाचता येत नव्हतं. पण अ, असे जे बरेच होते ना, त्यावेळेचे की
वॉव! वॉव! मस्तच. अच्छा. हां, हां.